आयुष्यामध्ये आपल्या सतत काही नच काही चढ-उतार, यश, अपयश हे चालतच असतात. पण माणसाचा एक अ, म्हणजे आपण असं म्हणूयात, की दिल की करीब असलेला एक अ, क्षण असतो शाळेतला विषय. तर अ, शाळेतल्या विषयामध्ये जेव्हा एखादी, अपयश जेव्हा येतं, ते आयुष्यभरासाठी आपल्या मनावर कोरलं जातं. तर अ, शाळेतून शाळेत असताना अपयशातून काही तुम्ही शिकलात का? काही अपयशी कधी झालात का?
हं, हं. हो, नक्कीच. अ, हो, तशी की अ, मा मला नेहमी बऱ्यापैकी चांगले मार्क मिळतात. म्हणजे असं नाही म्हणणार, की मी दर वेळेला रँक काढते, पण बऱ्यापैकी 70-80% वगैरे असे सहज मार्क असतातच माझे, असे होते. पण अ, अ, विषय हो, हो अन् त्यातही थोडं 80% सहज वगैरे होतं, फक्त अ, आपले एक अ, विषय असे होते ना, की जे पाठांतराचे विषय होते, अ, ते मला जरा हो, ते मला थोडे अवघड जायचे कारण, की माझं पाठांतर काय एवढं खास नव्हतं. म्हणजे मला असं लॉजिक वगैरे काय सांगितलं तर माझ्या लक्षात राहायचं आणि त्याच्यावर म्हणजे गणित वगैरे अशा विज्ञान ह्या गोष्टी लगेच समजायच्या. त्याला लॉजिक लागायचं. पण इतिहास वगैरे अ, असा विषय झालेला म्हणजे नागरिक शास्त्र वगैरे, की त्या म्हणजे वयामध्ये आपल्याला तेवढं त्याचं अ, म्हणजे आत्ता त्याचं खूप अ, हे आहे म्हणजे आपले शिवाजी महाराज किंवा आपलं देश वगैरे हे खूप आत्ता अभिमान आहे, पण त्या काळात तेवढं त्याचं अ, अ, काय म्हणतात जवळीक नव्हती आणि ते एकदम अ, अ, रटून मला नाही जमत होतं. असा तेव्हा माझा विषय होता.
हं. अच्छा. वाह! वाह! हां. अच्छा म्हणजे फर्स्ट क्लासमधले होते तुम्ही. हं. ओके, ओके. गुड, गुड. हं. हां, पाठांतराचे विषय अच्छा. हं. हं, हं. अच्छा. हं. हं. हं. हं, हं, हं, हं, हं. बरोबर. हो, हो, हो, हो. बरोबर. हां. अच्छा म्हणजे तेव्हा अ, तेव्हा मग इतिहासामध्ये तर असंच असायचं ना, अ, सणवार लक्षात जास्त ठेवावे लागायचे. ह्या साली हे झालं, ह्या साली हे युद्ध झालं, त्या साली ते युद्ध झालं. या साली म महाराज इकडे आले. अ, औरंगजेब भारतात आला किंवा अ, अकबर बादशाह वगैरे, वगैरे, वगैरे. अफजलखान आला, शाहिस्तेखान असे सगळे विषय असायचे नाही का? हं.
हो. हो. हां. हां. हो. म्हणजे 4थीतला आणि 7वीतला जो शिवाजी महाराजांचा इतिहास होता ना, तो बऱ्यापैकी जमला कारण, की त्याबद्दल आपल्याला एक अ, वेगळच अ, म्हणजे सांगणारे पण तेव्हा शिक्षिका छान होत्या म्हणजे त्या गोष्टीला व्यवस्थित सांगितलं गेलं होतं. पण जो इतर इतिहास आहे ना, म्हणजे अ, कोण, कुठलं, काय, आधी काय झालं नंतर काय झालं? असा थोडासा माझा गोंधळ व्हायचा आणि त्यात त्याने 1-2 वाक्याने वेगवेगळी नावं आणि पाठांतर आणि ते तुम्ही म्हणालात ना, तारखा खूप गोंधळ व्हायचा. <chuckles>
हां, हां, हां. ओके. अ, हां. हां, हां. अगदी बरोबर, अगदी बरोबर. हं, हं. हं, हं, हं, हं, हं, हं. हां, हां. हं. हं, हं, हं. हां, म्हणजे तेव्हा हं, हं, हं. नाही म्हणजे तेव्हा असंही होतं ना, अ, रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, हेही आपल्याला म ध धडे होते ना तेव्हा. तर त्यामुळे तेव्हा तो गोंधळ होत असावा कदाचित.
अ, हां.